मी त्यासाठी अ, खूप साऱ्या अ, ट्रे अ, हे केल्या की अ, मेडिएशन्स केलेत, खूप सारे काउन्सलिंग केली, की मी पॉझिटिव्ह राहावं, कारण की एक असं असतं ना, की आपण अ, जसं म्हणजे आपण बुद्धीने जे विचार करतो ना, ते आपल्या आयुष्यात घडतं, म्हणजे जे आतून विचार करतो, कारण की हे आयुष्य घडणारं असतं ते विचारावरन राहतं, आपल्या मेंदूच्या विचारांवर राहतं. जसं आपण पॉझिटिव्ह जर करू, तर जरी आपल्याकडे 100% म्हणजे आपलं निगेटिव्हच होत असेल, तर जरी 1% पॉझिटिव्ह आला, तरी ती गोष्ट पॉझिटिव्हमध्ये टर्न करते. तसं माझ्या आयुष्यामध्ये अ, झालेलं. मग मी इथे मीडिएशन केलं, तेव्हा मी माझ्या आतलं बघितलं की मला स्ट्राँग वाटायचं, की नाही ही जी गोष्ट आहे किंवा ही जी माझी सिच्युएशन आहे, ती मी अ, दूर करणार. करणार म्हणजे मला काही झालं, तर ती दूर होणार. असं मला आतून नेहमी वाटायचं.
हं, हं. हां. हो, नक्कीच. हं. हो. हां. नक्कीच, नक्कीच. बरं त्या तर गोष्टी आहेतच. कारण तुम्ही स्वतःला एकदम मोटिव्हेट करण्यासाठी त्या गोष्टी करताच. खरंच खूप छान गोष्ट आहे ती. बरं, तुम्ही काय असं कुठल्या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या यूज करता? जसं की काहीजण म्युझिक युज करतात. मी पर्सनली ते वापरतो किंवा काहीजण एक आपला एक आवडता व्यक्ती असतो त्याच्याकडे जातात. तो एकदम कधी आपल्याला आत्मविश्वास भरून देतो आपल्यातच एकदम काय माहिती त्याच्याकडे जादू असते की काय पण नक्कीच ते आहे. तर तसं काय करता तुम्ही?
हो, तुम्ही असं बोलला ना, की आपण जातो, तसं अ, तर कुणाकडे तरी, तसं माझं माझी 1 मैत्रीण आहे, म्हणजे मला कितीही दुःख आलं किंवा माझं कितीही खराब अ, हे आलं, अ तरी ती लगेच ओळखते, की मी जरी कितीही असं तिच्याकडे जाऊन बोलली, की म्हणजे न बोलताही आपण बसतो ना, तेव्हा ती बोलते की "आज काही झालंय का तुला?" किंवा "तुझ्यात काय आलंय का?" काही सिच्युएशन ती लगेच ओळखते, कारण की जे आपलं बॉन्डिंग असतं त्याच्यामुळे. तरी मी तिच्याकडे बघून असं स्मिथ हस्य आपण करतो ना, की "हां, नाहीये माझ्याकडे काही." म्हणजे "माझा काही प्रॉब्लेम नाहीये, काहीच नाहीये, सगळं व्यवस्थित चालू आहे." पण तरी ती जेव्हा आतून बोलते ना, फक्त ती बोलते की "सर्व तुझं ठीक होईल. मला माहिती सगळं." म्हणजे तिला ना माहित असतं ना, पण जेव्हा ती दिलासा देते तेव्हा असं वाटतं, की हा म्हणजे आपलं सगळं ठीक होणार आहे. असं की आपलं सगळं होणार आहे
हं, हं. हां. हं. <chuckles> आह. हो, अगदी बरोबर. हं, हं, अरे वाह! <chuckles> हां, हां. खरंच खूपच छान.
मग तो आत्मविश्वास येतो आपल्याला.